आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात ना आपल्याला काही अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागतं ना, की जिथे आपल्याला ते काम तर करायचं नसतं. वाटतं, की "नको आता हे नाही करायला. आपल्याला नाही जमणार." असं काही परिस्थिती निर्माण होते किंवा समोरचा इतका केविलवाणी चेहऱ्याने विचारतो ना, की नाही म्हणायला जमतच नाही हो आपल्याला. असं वाटतं की "कसं आता मी नाही म्हणू. जाऊदे करून टाकते." तर असं तुम्ही अ, कधी अनुभवलंय का हो? तुमच्या बाबतीत असा प्रसंग आलाय की जिथे कट नाही म्हणणं कठीण गेलंय सांगाल का मला जरा?
अगदीच. हो. हो. हं. अगदी अ, हो. हो. हं, भरपूर ठिकाणी असा प्रसंग येतो कारण की नाही म्हणणं खूप कठी अ, कठीण जातं. आणि जवळजवळ तर आपल्या कुटुंबात आणि अ, आपल्या जे ऑफ म्हणजे वर्किंग असल्यामुळे, आपल्या जे ऑफिसमध्ये वगैरे पटकन जर नाही बोललं तर त्याचे परिणाम आपल्याला बघायलाच भेटतात भरपूर. आणि त्रासही भरपूर अ, होतो मग त्या गोष्टींचा. जर असं असंच माझ्या घरामध्ये असं असतं, की त्यांच्याही अपेक्षा असते ना आणि आपण कसं असतं, की त्यांना स्टार्टिंगपासून ते आपल्याला गृहीत धरतात तसं आपण वागत जातो ना. अचानक जेव्हा नाही बोलतो ना तेव्हा ते त्यांना जड जातं किंवा ते पचवता येत नाही. त्यांचा अपमान झाल्यासारखं त्यांना वाटतं. म्हणून एवढं अ, अ, क जड जातं ह्या गोष्टी नाही बोलायचं असल्यावर आणि आपल्याला असं असतं, की ती करायचंही नसतं. की आपल्याला माहिती की नाही आता आपल्याच्यानी होणार नाही. मग अ, असं होतं, की अ, कसं करणार आता, कसं नाही म्हणणार, हे तर एक मोठं असतं. <chuckles> डायरेक्ट नाही बोललं तर त्यांना हा राग येतो किंवा अ, ताण तणाव निर्माण होतो घरांमध्ये.
हो ना. हं. अगदी खरं आहे. हं. हं. हो ना. हां. हो ना, तेच तर. हं. <chuckles> हां. अगदी खरं आहे. हं. मग, तुमच्या बाबतीत काय असा प्रसंग आलेला काही सांगू शकाल जो अनुभव किस्सा घडलाय, जो तुमच्या लक्षात राहिला की बाबा मी नाही म्हंटलंय पण बापरे! यार, त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या परिणामांना सामोरं जायला लागलंय असं काही आहे?
अहो. हो, हो. भरपूर. असं एकदा असं होतं की मी ना त्यांना सवय लावून ठेवली होती, आपण बोलतो ना की प्रत्येक एक-एक सवय लावल्यावर गोष्ट अ, नाही बोलायला जड जातात, तसंच मला झालेलं होतं. की अ, कसं तर मी प्रत्येक त्यांचा शब्द आणि शब्द पाळायचे. जसं माझ्या सासरी मी लग्न गे अ, होऊन गेल्यानंतर अ, एक असतं ना की आपल्याला शिकवलं जातं की अ, तुम्ही हो ला होच बोलायचं किंवा त्यांचं प्रत्येक गोष्ट ऐकायची मग हे आपल्याही डोक्यात असतं आणि ठीक आहे. 2-3 वर्ष त्यांच्यासारखं मग मनासारखं होईल, मग नंतर तुझ्या मनासारखं होईल. हे आपल्या डोक्यात असतं आपण आता चला ३-4 वर्ष काढायचे आपल्याला, कुठे नाही बोलायला. पण ते नाही अंगाशी पण येतं. असं होतं की आपण हो ला हो बोलतो आणि ती अपेक्षा त्यांच्या वाढत जातात. आणि ते आपल्याला गृहीत धरायला लागतात. <clears throat> तसंच असं होतं की अ, त्यांनी मला सांगितलेलं की तू 2 च दिवसात अ, माहेरी ये 2 दिवसातूनच माहेरी ये असं लग्न झाल्यानंतर 2-3 वर्षानंतर. मी बोलली की अ, नाही मी लगेच नाही येणार 2 दिवसात मला 8 दिवस राहायचं आहे. मग ते त्यांना असं झालं की ही मला डायरेक्ट उट उलट उत्तर देऊन बोलली जसं माझ्या सासऱ्यांना वाटलं. आणि माझा अपमान केला. कारण की आपण ते डायरेक्ट नाही बोलले ना. ते माझं पण चुकलं की मग मग माझ्यासाठी हे खूप कठीण होतं. कारण की मी त्या अ, 8 राहिली, पण जेव्हा आपण तिथं गेल्यानंतर ती परिस्थिती उद्भवते ना आपल्यावर, की तिथे आपल्याशी कोणी बोलत नाही डायरेक्टली की अपमान झाल्यामुळे अ, आपण जेव्हा पाया पडायला जातो तेव्हा ते पडू देत नाही. आणि अ, आपण जर विचारलं जेवणाचं वगैरे तर ते सांगतही नाही. मग आपल्याला ती परिस्थिती अशी होती की म्हणजे मी खूप मोठा गुन्हा केला की काय? आपण विसरून जातो नाही बोलून. पण त्यांना ते लक्षात राहिलं. आणि मग मला असं म्हटलं की "मी खरंच खूप मोठा गुन्हा केला. मी फक्त नाही तर बोलली ना." मी तर त्यांना असं म्हणजे काही वाईट शब्द बोलली किंवा खूप सारा अपमान केला असं तर नव्हतं बोललेली, मी नाही बोलली. फक्त नाही शब्द बोलले तर एवढा त्याचा विपरीत परिणाम झाला की माझ्याशी डायरेक्ट अबोला झालेत म्हणजे फक्त माझे सासरे <chuckles> तर मला असं असं होतं की घरात अबोला असला म्हणजे घरात ताण-तणाव निर्माण होतो सगळ्या गोष्टी बिघडून जातात. आपल्याच घरच्या तर मग,
हां. हं. हो ना, हं. हं. हां. <chuckles> हो ना. हं. हो. बरोबर. हां, तेच. हं. अरे बापरे! हं. अय्या! मग? हं. <chuckles> हां. हं. हां, हां. सांगत नाहीत हं. बापरे! हो ना तेच तर. हं. हम्म. हां, हां, हां. हं. बरोबर. अरे रे रे रे बापरे! हां. तेच ना, अगदी खरं आहे हं. पण हेच हा तुमचा झाला एक किस्सा हां. पण इतर वेळेलाही जेव्हा कुटुंबातले जे मोठे मंडळी असतात किंवा नात्यातही आपल्या जेव्हा मोठे मंडळी असतात, ज्यांच्याशी निगडित आपल्याला असं काही अ, असा प्रसंग घडतो आणि त्यांना जेव्हा नाही म्हणायचं असतं मग त्यावेळेला आपुलकी म्हणा किंवा एखादी मर्यादा म्हणा, ती कशी काय सांभाळता? कारण की आता तर तुम्हाला किस अनुभवता आला की बाबा हे नाही म्हटलं आणि अ, अबोला आला आता पुन्हा जर अशी गोष्ट घडली मग त्याच्यानंतर काय केलत तुम्ही कशी हाताळलात सिच्युएशन?
अगदी. हो. हो, हो. मी तर तसपासून एक ठरवलंय की आपल्याला जर नसलच करायचं किंवा जायचंही नसलं नाही आपल्या आहे आतून. तर आपण ती गोष्ट अ, म्हणजे आपण असं बोलतो ना की अ, असं म्हणजे घुमून फिरून त्यांना नाही बोलायचं, डायरेक्ट नाही बोलायचं. घुमून फिरून बोलायचं की "हां! मी आली असते तुमच्याकडे, पण ना मला ऑफिसपण आहे मला ना सर्दी आहे, मला खोकला आहे मला असं एक अ, आपण रिजन सांगू की नाही "मला यायचं होतं. मला खूप छान वाटलं असतं तुमच्याकडे येऊन." <chuckles> एक पण होतं त्यांना वरतीपण चढवायचं नंतर परत हा नाही पण मग असं परिस्थिती आहे ना त्याच्यामुळे नाही. मी पण नक्की येईल नंतर ना नक्की येईल तुमच्याकडे. मग त्याच्यामुळे त्यांना डायरेक्ट खुश करून नाही बोलायचं परत अजून अ, कधी-कधी अ, अ, बोलताना की अ, काही-काही गोष्टी आता आपल्याला गावाला जगाय ज बोलवता काही-काही लोकं आणि मग आपण जर नाहीच बोललो डायरेक्ट तर मग कारण की काही काहींना नाही आवडत जायला जास्त तिकडे तर मग ते खूप फोर्स करतात नातेवाईक वगैरे. मग त्यांना आपण म्हणलं "नाही मला नाही यायचं." असं तर ते ते खूप उद्धट होऊन जातं. तेव्हा पण मी आपण मी तर असं हँडल करते की "अ, हो येईल ना मुलांना सुट्ट्या लागल्या का मग नक्की येऊ, मग थोडे जास्त दिवस राहील. आता ना जमणार नाही ऑफिस वगैरे पण आहेत ना, त्यांच्या स्कूल वगैरे पण सगळं बंद होऊन जातं मग त्रास होतो. नंतर पण ना नक्की येऊ ना मी नंतर." असं मग ते एक काय होतं की तेवढी टाईम असतो ना तो अ, निघून जातो आणि मग पुढे आपल्याला जावं लागतं पण एक अ, आपल्याला एक स्वतःचा टाईम भेटतो स्वतःच्या टाईमनी जातो आपण.
हं. हां, हां. डायरेक्ट नाही बोलायचं नाही हां अच्छा. हां. <chuckles> हं. अ, हां. हं, म्हणजे खुश करून नाही बोलायचं? <chuckles> हं. हो ना. हां. हं. अगदी खरं आहे. हं. हां ना. <chuckles> हं. हां, हां, हां. <chuckles> हं. हो ना, बरोबर आहे. मग हं. हो. ते तर आहेच म्हणा. पण जेव्हा गोष्ट अ, ऑफिसमधली येते किंवा नोकरीला आपण असतो. तिकडे जेव्हा कामावरती अ, प्रोजेक्ट्स असतील म्हणा किंवा अतिरिक्त काम येत असतं किंवा कधीकधी बॉसही अ, आपल्याकडून अपेक्षा ठेवत असतात, की बाबा आपण खूप ना अशी कामं केली पाहिजे तसं केलं पाहिजे तसं. तर त्यावेळेला अप ह्या ज्या अपेक्षा येतात किंवा ती अतिरिक्त काम जेव्हा येतात तेव्हा तुम्ही कसं उत्तर देतात, तिकडे काय करता नाही म्हणायला?
म्हणजे त्यांच्या दृष्टीने नाही चालत. हो खूप. हं. हां. जेव्हा अतिरिक्त काम येतं तर मी पहिले बोलते की अ, म्हणजे अ, मी केलं असतं काम, पण मग कसं होतं ना माझ्या ह्या आधीच्या कामावर पण परिणाम होईल नाही तर कारण की ते लगेच मी मला करायचं आहे काम पुढचं पण मग मी हे पटापट संपवेल आणि मग हे नको खराब व्हायला ना नाहीतर मी केलं असतं काम. असं बोलून तेव्हा आपण काय बोलतो की त्याला पण समोरच्याला काय वाटतं नाही आहे त्याच्या आधीच्या कामावर परिणाम होईल मग तोही प्रोजेक्ट आपला खराब होईल आणि हाही नको व्हायला. मग तो आपल्याला म्हणतो नको नको तू हाच प्रोजेक्ट कंप्लीट कर अन दुसरा मी दुसऱ्याला देते तो प्रोजेक्ट हे होतं त्यांच्या माइंडसेटमध्ये म्हणजे आपण नाही करायचं आपल्याला माहिती आहे पण आपण मग असं काहीतरी अ, वापरायचं की पण शांततेने, संयमाने आणि एक असं म्हणतो ना की अ, एकदम त्यांच्याकडे बघून आई टू आई कॉन्टॅक्ट करून आणि आपला कणखर इमेज नाही दाखवायची त्यांनी एकदम शांत आम्ही खूप सभ्य लोकं आहोत, असं दाखवून ते काम आपलं नाही म्हणून घ्यायचं.
हं. हां, हां. हां. हो ना, <chuckles> हं. हं. ओके. हं. हां, हां, हां, हां. <chuckles> अच्छा. हां, पण कधी असं झालंय का ओ की तुम्ही परिणामांचा पुढचा विचारच नाही केला आणि सरळ नाही म्हणून टाकलंय असं आणि नंतर काहीतरी त्याचा परिणाम दिसायला लागला म्हणजे असं कधी झाला अनुभव आला ऑफिसमध्ये?
हं. हो. असं असं झालेलं की घरचं एक आपण म्हणतो ना एक बाई म्हणून घरचंही टेन्शन असतं आणि ऑफिसचं पण आणि असंच एकदा खूप सारा लोड वगैरे आला आणि अ, घरी पण जायची लवकर घाई असते मुलांमध्ये अ, मुलांमुळे वगैरे. तर अ, असंच एकदा आमच्या मॅनेजरने वगैरे खूप सारं काम दिलेलं आणि ते बोलले की तुमचं एट द एंड डेपर्यंत झालंच पाहिजे. तुम्हाला 9 वाजु कारण की उद्या डेमो द्यायचा आहे. तर मी अ, आपण कसं म्हणतो ना की आपलं घरचं असतं. आणि आणि आईचं कसं असतं मुलांकडे ओढ लागते लगेच घरी जायचं आता असं. तर मी डायरेक्ट काय म्हणते आई जागी झाली आणि ऑफिसमधली वर्कर तेव्हा नाही राहिली. मी डायरेक्ट बोलली "नाही मला घरी जायचं आहे मी आता नाही करू शकत." पण ना तेव्हा ते मॅनेजर आपल्याकडं असं बघायला लागतात ना आणि आपण ते 10 मिनिटं विचार करतात आणि नंतर आपलं शांत होतो ना आपण तर मी काय केलं हे, मी अ, म्हणजे असं होतं ना काय केलं मग ती परिस्थिती.
हो ना, अगदी खरं आहे. हं. हं. वाह! हो ना, खरं आहे. हं. <chuckles> बापरे! हे देवा! मग? हं. हो ना. <chuckles> हां, पटकन नाही बोलायला नको होतं असं ना?
नको होतं. आपण असं म्हणायला तरी पाहिजे होतं की ठीक आहे, मी करते पण मग मी उद्या सकाळी लवकर येऊन करील किंवा मग मी घरी जाऊन करते या गोष्टी पण नाही नव्हतं बोलायला पाहिजे. तेव्हा आपल्याला कळतं आणि ती सिच्युएशन हँडल करायला अ, की काही-काही ठीक आहे मॅनेजर थोडं समजून घेतात पण काही नाही करत कारण की ते उद्या आपल्या नोकरीवर किंवा परिणाम होतो किंवा जॉब आपल्याकडून.
हां. हं, हं, हं. <chuckles> हो, मग असा अनुभव आला तुम्हाला की बाबा नोकरी म्हणजे जसं तुम्ही आता मगाशी म्हटलात की पटकन आई जागी होती आपल्यातली. तर मग तुमच्यातली आई जागी झाली आणि मग असं पटकन बोलून गेल्या आणि नंतर बापरे ते चिडलेच आहेत किंवा काहीतरी वेगळंच डिसिजन घेतलंय?
हो. हो. हो, हो. कोण? हो. चिडलेत म्हणजे माझ्या हातातून डायरेक्ट अ, ते डेमो गेलं, म्हणजे मला जे रिप्रेझेंट करायचं तो डेमोच माझ्या हातून हातून गेला, म्हणजे माझा समजा मला आता प्रोमोशन भेटणार आहे त्या डेमोवर ना आणि जर तो डेमोच नाही आहे, तर मग मला इतकं हतबल झालं की जर मी प्रोजेक्टवर एवढं वर्क केलं फक्त शेवटचे म्हणजे शेवटचे आपण म्हणतो ना फक्त 1 तास मला काम जास्त करायचं होतं आणि त्याच्यात जर मी एवढं केलं तर मला मी स्वतःला खूप अ, त्रास करून घ्यायला लागली. आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण ते एकतर चिडलेले कारण की त्यांना असं झालं की असं हे कसं नाही बोलू शकता मला लगेच 1 तासासाठी का होईना असं तर मग मी अ, ही खूप शांततेनी मी खूप शांत झाली आधी थोडंसं की नाही, असं म्हणतो ना की एक माइंड प्रिपेअर करून घेतलं. मला थोडंसं यांना कन्विन्स करावं लागेल थोडंसं आपली चुकी झाली नाही बोलायची. ती त्यांना थोडंसं समजून सांगावं लागेल. तर मग मी अ, थोडंसं कलीग्सला वगैरे सांगितलं तर ते बोलले की तुम्ही डायरेक्ट सरांशी जाऊन ये ना आमच्याशी बोलण्यापेक्षा डायरेक्ट सरांशी बोला तुम्ही. थोडंसं अ, नम्रतेने हे ते करून थोडंसं थोडं समजून घेतील वगैरे आणि मग अ, कारण की अ, प्रोजेक्ट जाणार हे मला कळल्यानंतर अ, 2-3 दिवसात मला असं झालं की आता माझ्या हातून हा प्रोजेक्ट जाणार. आता माझं माझं प्रमोशन पण नाही भेटणार मला असं ते डोक्यात यायला लागलं आणि एवढी आपण मेहनत करतो प्रमोशनच नाही भेटलं तर काय होणार परत आजून एक
हां, हां, हां. अरे देवा! हं. बापरे! हां, हां. हं. हां, हां. हं. हम्म. हां, ओके, हं, हं, हं. हां. हं. हं. हं, हं, हं. हं. हो ना. मग तुम्ही जाऊन बोलले नाही त्यांच्याशी? पुन्
हो, मी मग मी बोलली कारण की मला प्रमोशन हवं होतं ना. एवढं 9 महिने वा वाट बघायची आणि प्रमोशनसच च्या महिन्यातच आपण घोळ घालायचा. नाही मग मी बो अ, सरांना खूप नम्रतेने वगैरे "सर आत येऊ का?" वगैरे खूप असं अ, म्हणजे अ, "सर सॉरी बरं का. त्यादिवशी ना मला अ, झालं कारण की मला अ, मुलांची चिंता होती. मुलं एकटीच घरी होती, म्हणून मला पटकन घरी जायचं होतं म्हणून मग माझ्या तोंडून निघालं. पण मग मी आधी पूर्ण माझा प्रोजेक्ट तर मी स्वतःच केला आहे. तुम्हालापण माहिती आहे तुम्ही मला एवढ्या वर्षभरापासून बघताय मी खूप मेहनत वगैरे करते. असं माझं नाही म्हणायचं माझं आतून नव्हता इंनटेनशन, मला ते मुलांच्या काळजीपोटी माझ्या तोंडून निघून गेलं ते नाही पण मी नक्की अ, ह्या प्रोजेक्टवर पूर्ण मला वर्क करायचं आहे आणि मी डेमोही मीच देणार आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करीन." हे त्यांना कन्विन्स करायला मला दोन एक तास गेले. तेव्हा ते कुठेतरी बोलले की "ठीक आहे." कारण की त्यांना असं परत प्रत्येक एम्प्लॉयची लाईफ नसते माहीत ना त्यांना इंटरनल काय चालू असतं वगैरे हं. मग त्यांना मी थोडं मुलांबद्दल हां मग ते मुलांबद्दल किंवा एक आई, आई म्हणून सांगणं किंवा मग किती बॅलन्स करावं लागतं मला त्या गोष्टी. तेव्हा मग त्यांना पटल्या की "तू एवढं बॅलन्स करून पण जर प्रोजेक्ट एवढा इथपर्यंत जाणू शकते तर ठीक आहे थोडी गोष्ट झाली असेल तर मी माफ करतो. पण नेक्स्ट टाईम असं नाही नाही बोलायचं पटकन कोणाला." म्हणे की त्यांनी सांगितलंय की "थोडं अ, नाही तुम्हाला जमणार तर थोडं रिस्पेक्टफुली तुम्ही अ, काही गोष्टी हँडल करा, त्यांना थोडंसं शांततेने करा." मग त्यांच्याकडून ही गोष्ट मी शिकली तसपासून मी नंतर पुढे की कुठेही गेली तर एक तो असतं ना की नाही मला आता बोलायचं आहे, पण मला एक त्यांचा आदर ठेऊन मला बोलायचं नाही.
<chuckles> हो. हो ना. हं. हं. हं, हं, हं, हं, हं. हं. हां, हां, हां. ओके. बापरे! हं. हो ना तेच तर, हां. आपण सांगितल्याशिवाय नाही कळत त्यांना. हां, बरोबर. हं. हां. येस, राइट. हां. <chuckles> हं, अगदी खरं आहे. आता हे झालं ऑफिसमधलं आणि मग घरचंही. पण जेव्हा लहान मुलांची वेळ येते आणि त्यांना जर कुठली गोष्ट हवीच असते ना कधी लहान मुलं हट्ट करतात की बाबा हवी आहे म्हणजे हवी आहे. आणि मग त्यावेळेला तुम्ही नाही म्हणायला जाता आणि मग इतरही आपले आजूबाजूला असतात मोठे मंडळी घरातले आणि ती बघतात आणि ते त्यांचा दबाव येतो की "अरे! तू त्याला का नाही म्हणते तू दे ना किंवा कर ना ती गोष्ट अशी होते ना." मग त्यावेळेला ती सिच्युएशन कशी हँडल करता. हो म्हणजे मुलांनाही न दुखावता नाही म्हणायचे आणि त्या घरातल्यांनाही सांभाळायचं आहे किंवा त्यांनाही अ, समजवायचं आहे की कशाप्रकारे काय त्यांच्या लहान मुलांसाठी योग्य आहे वगैरे मग त्यावेळेला ते कसं करता?
हो. द्यायला हवं. हो. अगदीच हां. मग मा माझं असं असतं की अ, मी त्यांना अ, असं सांगते की आता समजा लहान मुलांना नाही म्हणायचं आता समजा मोबाईलच गोष्ट बघा ना. तर मोबाईल मुलं बघता आपण त्यांना म्हणायचं नाही बोलायचं आहे तर मला मोबाईल नका घेऊ तुम्ही अ, चांगला नसतं बॅड असतं पण मुलं हट्ट करतात. मग मी मुलांना काय सांगते की "हे बघ, मी तुझ्याबरोबर खेळेल पण तू मोबाईल नको घेऊ फक्त 5 मिनिटं मला स्वयंपाक म्हणजे मला तेवढं फक्त भाजी चिरून टाकून देऊ दे, मग आपण दोघं खेळूयात." असं थोडं सांगितलं ना त्यांनाही त्यांच्या हां. आई खेळणार आहे, मग जाऊ दे मी ठेवते आई चाल तू खेळायला. पण आ मोठे काय असतं नाही "गं बया आम्हाला भूक लागली तू स्वयंपाकच करून घे. आणि जेवण" अ, व अ, म्हणजे दे त्याला मोबाईल वगैरे. तर मी, मी त्यांना एकच म्हणते की अ, "जर आम्हालाही अ, म्हणजे माझ्या आई-वडिलांनी किंवा तुम्हीही अ, तुमच्या मुलाला मोबाईल दिला असता तर आज आम्ही एवढी प्रगती केली असती का?" नाही किंवा तो अ, किंवा अ, काही गोष्टी शिकलो असतो का? आज ते प म्हणजे तुमचं म्हणजे तुमची मुल का होईना सगळं अ, ऑफिस कसे करतात? त्यांनी मोबाइल्स बघितला नाही ते घरातले खूप गोष्टी करतात पण तुम्ही त्यांना वळण लावलं ना, शिस्त लावली म्हणून. मग त्यांनाही कुठेतरी पटतं की नाही हे तिचं मूल आहे तिला शिस्त लावावं लागणार आहे. म्हणजे ते मोठं होईल कुठेतरी चांगलं होईल, आपण कसं केलं तसं. मग त्यांना पटतं आणि मुलंही नाराज होत नाही मुलंही खेळायला लागतात की नाही आई येणार आहे. आई थोडंसं त्यांच्या वतीनं त्यांच्या मनाप्रमाणे थोडंसं गोड बोलून जर केलं रागात तर कोणतेच मुलं ऐकत नाही. मग त्यांच्या मनाप्रमाणे प्रेमाने गोष्ट हँडल करावी लागते त्यांच्यासोबत.
हं. हां. हो ना. अगदी खरं आहे. हो. हं. हां. हां, हेच ना. हं. हो ना, तेच हं. बरोबर. हां. हं. हं. हो ना. बरोबर आहे. हो, अगदी खरं आहे. मग तुमच्याही घरात असंच झालं होतं की बाबा नाही. तुम्ही मुलांनी नाही म्हणायचं होतं आणि अ, पालकही होते त्यांनाही सांभाळायचं होतं.
हो. अ, हं. हो, हो. असा हा सेम आमच्याच घरातला किस्सा झालेला होता.
<chuckles> <chuckles> अच्छा, मग इतर वेळेलाही जर नाही म्हणायचं असेल तर तुम्ही अ, इतरांना कसा सल्ला द्याल? की बाबा काय कशाप्रकारे नाही म्हटलं गेलं पाहिजे जेणेकरून समोरच्याचं मन दुखावलं नाही जाणार.
मला असं वाटतं की अ, तुम्ही नाही जरूर बोला, कारण की आता प्रत्येक अ, प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करायला आपण नसतो. पण तुम्ही असं नाही बोला, की समोरच्याचा आदर ही होईल आणि त्याला अ, त्याला अ, त्रासही होणार नाही. असं नाही बोला, की अ, भलेही तुमचं ते काम होऊन अ, त्याचं काम होणार नाही, पण तुम्ही आदरपूर्वक त्याला ते नाही बोला. शांततेने बोला, संयमाने बोला आणि अ, पटकन बोलू नका, जेणेकरून काय होईल की समोरच्याच्या मनात राग किंवा इगो क्लॅशेश होऊन तुमचं नातं खराब होईल.
बरोबर आहे. हां. हो ना. राग. हां, हां, हां. बरोबर, बरोबर. खरचं वा! खूप छान! आणि मोलाची माहिती दिलात हो, की कशाप्रकारे नाही म्हटलं गेलं पाहिजे किंवा तुमचे किस्सेही घरातले की बापरे! अ, क मुलांनाही सांभाळायचं आहे, घरच्यांनाही सांभाळायचं आहे किंवा वरिष्ठ मंडळींनाही नाही बोलताना आदराने सांभ बोल नाही बोललं गेलं पाहिजे. नाहीतर राग, रुसवा ह्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं, हे तुम्ही अनुभवलंत. खरचं! खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि मला नक्की आवडेल तुमच्याशी पुन्हा-पुन्हा अशाचं गप्पा मारायला. खरचं, तुमचे मनापासून खूप-खूप आभार, धन्यवाद!
अगदीचं. हो. मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटले. धन्यवाद.
हो.